खरं तर आता हे गाणं YouTubeवर आहे आणि अ, मध्यंतरी बघा जसं आपलं 15 ऑगस्ट 26 जानेवारी वगैरे यावे ला यायला लागतात ना, तसं मुलांच्या शाळेत पण लगबग होते, की अरे शाळांमध्ये प्रोग्राम आहेत. मग आम्हाला काहीतरी करायचंय वगैरे-वगैरे. मग त्या दरम्यान मी त्यांना ना, हे गाणं ऐकवलं होतं. दोन्ही मी माझ्या मुलांना ऐकवलं होतं
हो. हो, हो. हं, हं.
आणि त्यांना सांगितलं की हे बघा, हे गाणं बघ कसं आहे, काय आहे. त्याच्यामध्ये किती छान-छान आहे, ह्यातलं तुम्हाला काही पटतंय का बघा आणि मग जेव्हा त्यांनी बघितलं होतं, तेव्हा त्या ते पण एवढे विस्मयकारी झाले होते म्हंटले वॉव! मम्मा, ह्याच्यात सगळ्या लँग्वेज आहेत भारतातल्या अल्मोस्ट. ह्या मेजरली स्पोकन लँग्वेज आहेत, त्या घेतल्या इव्हन गोवानीज लँग्वेज पण तिथे दाखवली आहे. गोवन अ, कप कपल असं दाखवलंय कपडे मध्ये वगैरे त्यांची वेशभूषा, त्याच्यानंतर मिझोराम, जे आपल्या 7 सिस्टर्स आपण म्हणतो. त्या, त्यांच्याकडची तिकडची संस्कृती, नंतर चांद तराजतयं म्यानतरज ईकवट बनिये सांज तरंज ही काश्मिरी भाषा आहे.
<chuckles> खरंच. हो, हो. हो. अरे बापरे! किती छान सांगताय तुम्ही तुम्हाला पूर्ण गाणं आठवतंय जणू नाही का?
आणि अ, हो. खूप ते गाणं खूप जवळच आहे माझ्या आणि त्यामुळे मला ते एवढं छान वाटायचं ना, ऐकायला, की सुंदर ते क काश्मिरी नाहीये ती आय थिंक ती, आता लक्षात नाहीये पण ही कडवी बरीचशी आहेत. क काश्मिरी आहे, राजस्थानी आहे, सिंधी भाषा आहे.
खरंच. हो ना, म्हणजे पूर्ण भारत भारत देश त्या गाण्यामध्ये दाखवलेला आहे जणू.
पूर्ण पूर्ण आणि एवढं छान वाटतं ना, ते गाणं बघ बघा तुम्ही तुम्हाला कधी बघायला मिळालं तर. नक्की बघा.
नक्कीच, नक्कीच. तुम्ही आता मला सांगितलं ना, नक्कीच मी बघेल आणि तुम्ही जसं सांगितल YouTubeवरती वगैरे गाणे आहेत ते, तर नक्कीच मी बघण्याचा प्रयत्न करेल बरं का.
प्लीज-प्लीज बघा कारण ना, त्याच्यामध्ये आणि नंतर शेवटी कसं केलंय माहितीये त्यांनी की <clears throat> सगळे जे बॉलिवूडचे तेव्हाचे जे कलाकार होते ना, म्हणजे हेमा मालिनी आहे, वहिदा रहमान आहे, अ, त्याच्यानंतर अ, अ, मीना कुमारी नाहीये. शर्मिला टागोर आहेत, अ, धर्मेंद्र, अ, ऋषी कपूर, अ, जितेंद्र, मिथून हे जे म्हणजे तेव्हाचे आघाडीचे जे कलाकार आहेत ना, ते सगळे तिथे असेच जमा होतात एकत्र. जॅकी श्रॉफ वगैरे हे सगळे खूप जणं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी तर आता फक्त मोजकीच नाव घेतेय, पण त्याच्यामध्ये सगळे असं जसं काही पूर्ण बॉलिवूड आले, अमिताभ बच्चन वगैरे पण आहेत त्यांच्याम त्याच्यामध्ये.
हां, हां. हं, हं. हं, हं. हो.